तर कोव्हिड आला तर सर्व कंपन्यांनी सांगितलं की आम्ही कंपनी बंद करतोय. पण आमची कंपनी मॅन्युफॅक्चरिंग होती तर बंद करणं खूप कठीण होतं. तरी 15 दिवसासाठी अ, आम्ही बंद केली. मग कलेक्टरचा आदेश घेतला आणि मग सर्व वस्तू पुढे वाढत चालली तर आम्ही बोललो अ, आम्हाला सांगितलं की कोण-कोण लोकं येऊ शकतं येऊ शकतात ह्या परिस्थितीमध्ये की कोव्हिड चाललेला आहे आणि तुम्ही कसं अ, अ, व स्वतःला सांभाळून येऊ शकता, तर कंपनीला काम करायचं आहे. तर मी बोललो की नाही मी येत मी येईन. मी मी पक्का येईन. तुम्ही काहीही, कुठेही, कसं करा मी येतो. माझ्या घरापासून कंपनी होती अ, लग अ, मतलब 8 किलोमीटर दूर होती. <clicks tongue> तर मी माझी बाईक घेऊन जायचा. मी जायचो आणि मला एवढं छान वाटायचं ना, की मी घरात बसून असं मला असं वाटत होतं की मी बावचळायला लागला. पण जेव्हा मी तिथे गेला ना, मला एकदम आनंद वाटला. मला असं वाटलं की हे जो काम आहे ना, हे माझ्या अ, जेव्हा मी काही असं काम करतो कसं ना, की कोव्हिडमध्ये सर्वांसाठी खूप मोठी गोष्ट होती कंपनीमध्ये जायचं आणि काम करायचं. पण तो माझ्या मला एक संधी भेटली बरोबर की मा
हां. हां. हां. हं. हं. हां. अच्छा. अच्छा. हां, हं. हां, हां, हां. अच्छा. हां. हो. हो ना, म्हणजे त्यावेळी कसं म्हणजे म्हणजे तुम्हाला कसं अलाऊ करायचे मग तिथे, कंपनीमध्ये कोविडच्या टाईममध्ये पण?
आम्ही ना कंपनीमध्ये 200 लोकांची अ, पूर्ण सीमी अ, सीमा आहे. मतलब 200 लोकं येऊ शकतात कंपनीमध्ये. ठीक आहे. तर कोव्हिडमध्ये आम्ही फक्त 20 लोकांमध्ये ती कंपनी चालवली. का की बाकी लोकं आपल्या गावी चालले गेले होते. तर मग आम्हाला 20 लोकांमध्ये तो पूर्ण प्रोडक्शन पहायचा पाहायला पडला. आम्ही हर एक काम केलं ज्याच्यामध्ये आम्हाला खूप शिकायला भेटलं. कधी मी मी मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्शनचा मनुष्य आहे. पण मला ना, अकाउंटस हँडल करायला सांगितलं की तू कर अकाउंट्स हँडल. मग सांगितलं की तू डिस्पॅच हँडल कर. तर मला एवढा आनंद झाला आणि मला समझमध्ये आलं की परिस्थिती कुठलीही असो. तुम्ही अगर अ, निश्चित केलं ना तर तुम्ही काहीही शिकू शकता.
अच्छा. हां. ओके, हां, वर्कर्स वगैरे हां. हां. हां. वाह! हां. अरे वाह! हां. हां. अगदी बरोबर आहे. फक्त तुमच्याकडे इच्छाशक्ती पाहिजे. शिकण्याची ऊर्जा पाहिजे. म्हणजे तुम्ही कुठलंही काही अगदी-अगदी सुंदर आणि खूप सुंदर समजावून सांगितलं तुम्ही तुमच्या उदाहरणातून. मग पालक किंवा नात्यातील किंवा समाजातील ज्या अपेक्षा आणि स्वतःची अर्थपूर्ण काम करण्याची इच्छा यामध्ये जर तफावत आली, तर तुम्ही काय सल्ला द्याल?
बरोबर. ऊर्जा पाहिजे. तुम्ही काहीही करू शकता, बरोबर. <chuckles> बरोबर.